हो, हो, हो, हो, हो.
तर अ, ते म्हणजे, तुम्ही पबमध्ये जा, डिस्कोमध्ये जा, गणपती विसर्जनात सगळीकडे तेच गाणं वाजायचं हो. म्हणजे ते इतकं, इतकं म्हणजे इतकं प्रसिद्ध गाणं झालं होतं ते. सत्या नावाचा चित्रपट होता तो. हो. हो. तर मग असं होतं ना कधी-कधी आपली आवडही असते आणि एक समाजाचीही आवड असते म्हणजे ट्रेंडिंग असं काहीतरी म्हणतात ना प्रकार. तर आपणही त्या ट्रेंड बरोबर वाहून जातो हो.
तेच गाणं वाजायचं. अगदी बरोबर. हो, हो. हो, हो, हो. सत्या नावाचा चित्रपट. रामगोपाल वर्मा यांचं. येस, येस. आठवतं तुम्हाला मग. हो, हो, हो, हो. येस, येस. करेक्ट, करेक्ट. अ, अलीकडचं म्हणजे मला एक आठवतं तुम्हाला सहज आठवण करून देतो. सैराट नावाचा सिनेमा आला होता. झिंग, झिंग, झिंगाट. ते खूप अ, म्हणजे सगळीकडेच आणि आबालवृद्ध त्यावरती अ, अ, नाचायचेत. वाह! वाह! छान, छान. आणि मग अ, पुढे आणखी कुठली-कुठली गाणी होती की मग म्हणजे आणखी कुठल्या-कुठल्या गाण्यांची भर पडत गेली? किंवा मग तुमच्या अ, नाचण्याच्या शैलीमध्ये काही बदल झाला? किंवा फक्तच अ, हातवरती करून हात हलवणे म्हणजे <chuckles> नृत्य होता. का तसं काय होतं?
हो, हो, हो. हो. नाही, नाही, नाही. तर हे बघा नाचणं नाचणं तर मला आधीपासून आवडायचं. आणि मी शिकलोही म्हणजे, नाही का, क्लास वगैरे सुद्धा कॉलेजमध्ये असताना, नाही का, असतात बॉलिवूड डान्स वगैरे असे क्लास असतात, मी ते लावले कारण अ आणि मला आवडच होती. तर एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगायचं तर मी एका म्हणजे, नाही का जेव्हा मी नोकरीला लागलो आता तेव्हा असं लोक म्हणतात, नाही का, आपलं वय झालंय जरा समंजसपणे राहावं वगैरे, तर तेव्हा एका प्रोजेक्टसाठी मला लंडनला पाठवलं होतं, 3 महिन्यासाठी. तर प्रोजेक्ट म्हणजे काम वगैरे असं आणि माझ्या आजू-बाजूची लोकही तिथलीच होती. तर त्यांनाही असं वाटलं की ह्याला कुठेतरी काहीतरी कमी पडतंय. तर ते मला एक, एक बॉम्बे जंगल नावाचा एक पब होत तिथे अजूनही आहे लंडनमध्ये.
हां. हो, हो, हो, हो. बरं, बरं, बरं, बरं, बरं. अच्छा. ओके. हां, हां. हो, हो, हो, हो, हो. बरं. बरं हां, हां. ओके. अच्छा. बरं, बरं.
तर तिथे घेऊन गेले आणि मलाही गेलो म्हणलं चला आता काय नाचायचं आता. तर तिथे जाऊन मी हादरलोच हो, कारण तिथे पहिलं गाणं घुसत्या क्षणी दादा कोंडकेचं गाणं होतं. म्हणजे ढगाला लागली कळं, पाणी थेंब-थेंब गळं. आणि त्याच्यावर म्हणजे ते गोरे असे नाचत होते ना म्हणजे त्यांना तर अर्थही कळत नव्हता त्याचा आणि माझे म्हणजे जे कलीग्स वगैरे होते, त्यांनी मला नाचताना बघून तेही नाचायला त्यांनी चालू केलं. तर कधी-कधी मला असं वाटतं की नाही का आपले असे अनुभव, आपण गाणी सगळीच ऐकतो, पण नाचायचे अनुभव वेगवेगळे असतात आपल्याला.
कुठलं? वाह! वाह, वाह, वाह! हं, हं. क्या बात है! क्या बात है!

फॉलोवर्स असतात. हो.
तर त्यांनी नाही का, त्यांनी थोडाफार पुढाकार घेतला तर आपली जुनी गाणी, असे जुने स्टेप्स वगैरे सगळे परत येऊ शकतात. पण मला तरी असं वाटतं तर नाही आले ना ठीक आहे हो. पिढी पुढे जायला. तर आत्ता तर आपण म्हणतोय अजून 20 वर्षानंतर काय होईल कोणाला माहित हो? तर ठीक आहे. जग वाढतंय त्याला वाढू द्या. काही हरकत नाही.
हो, हो, हो. हो. येस, येस. नाही फक्त आपलं जे काही आहे ते लुप्त व्हायला नको आहे एवढीच त्याच्यामागची खरं तर माझी भावना आहे. अ, ती
हो ना. ते ते तर आपल्याला खंत वाटतेच.
हां. ते, ते जे आपलं आहे ना, "कोळी नृत्य" तेही अ, पोहोचलंच पाहिजे. ते आफ्रिकेची लोकं त्यावर नाचली पाहिजे असं वाटतं. जसं "ढगाला लागली कळं" झालं, तसंच काहीतरी अ, झालं पाहिजे अशी एक अ, भाबडी आशा आहे.
हो. हो ना, हो. अगदी नाही, नाही. बरोबर असतो तुमची आणि आजकाल कसं आहे ना, बरेच देश असं कल्चरल कोलॅबोरेशन नावाचा एक प्रकार करतात. म्हणजे तिथले संगीतकार आपल्याकडे येतात. आपले संगीतकार तिकडे जातात आणि 2 स्टाईल मिळून काहीतरी नवीन असं फ्युजन करायचा प्रयत्न लोक करतात. तर ते चाललंय हो. म्हणजे ते म्हणजे थांबलं नाहीये कुठे.
हो, हो. बरोबर. तिकडे जातात. हो, हो. नवीन फ्युजन करतात. हो. येस, येस. वाह, वाह! खूपच छान. म्हणजे हे अ, गाणे आणि नाचणे याची आपण एक वेगळीच अ, सफर क केली असं मला वाटायला लागलं. अगदी लहानपणापासून नाचता, नाचता कधी आपण असे अ, मोठे झालो, किशोर वयीन झालो, हं, तरुण झालो आणि थोडंसं आता म्हातारपणाकडे झुकायला लागलोय. असं कधी झालं ते कळलंच नाही पण अ, ते, आतमधलं जे नृत्य आहे ते अजूनही असं अ, बालिश, अबोध आणि असच अ, अ, भोला भाव से अ, अ, असं आहे. वाह! वाह! छान. खूपच छान वाटलं तुमच्याशी या विषयावरती गप्पा मारून. अ, पुन्हा आपण भेटूयात. पुन्हा आपण छान गप्पा मारूयात, बोलूयात आणि छान बोलता-बोलता नाचूयात. अ, तुमचे खूप-खूप धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.
हो ना. नक्कीच. मोठे झालो. <giggles> नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. हो, आपले पण खूप-खूप धन्यवाद अहो.